अ, हो म्हणजे अ, झालंय असं. पण त जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा नाही झालं हे. हे आत्त आत्ता-आत्ता अलीकडे-अलीकडे घडायला लागलं ते, की मी फार अ, म्हणजे अ, त्यांची स्टाईल वगैरे हे, अ, ते क कपडे कुठले प्रकारचे घालतात, कुठल्या रंगाचे घालतात आणि ते कपडे मला शोभतील की नाही पहिलं, तर मुद्दा हा असतो. मग अ, तसं मी प्रयत्न केला आणि मग ब्लॅक टी-शर्ट अ, अं, घालायला सुरुवात केली. ब्लॅक शर्ट्स घालायला, ब्लॅक जॅकेट्स, म्हणजे जे डार्क असतील आणि लाईट कलरच्या पॅन्ट्स असतील. असं मी सुरुवात केलं आणि मग ते कुठे खास अ, अं, फंक्शनला जाणार असो, ऑफिशियल फंक्शनला जाणार असू, तेव्हा मग ते तिकडे घालून गेलोय आणि मी खरंच अ, माझा तो पोशाख होता इतरांपेक्षा वेगळा होता. म्हणजे, अ, बाकीचे सगळ्यांचे जे आहे ते तर असे ते लाईट-लाईट कपडे घालून आणि मी थोडासा त्यांच्यापेक्षा मग वेगळा दिसायचो मग. आणि आ, आपोआप ते सगळं असं अ, सगळं असं लाईट-लाईट, लाईट-लाईट दिसतंय आणि तो असा एक डार्क दिसतोय. तर मग अट्रॅक्ट तर हां, असं ते एक वेगळं दिसतं आणि लोक बघतात असं, "अरे! हे असं कसं? हे असं कसं?" तर होतं असं ते कधी-कधी.
हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हां. हं, हं. हां, हं. हो, हो. हं, हं. हं. वॉव! छानच. <chuckles> हां, हां. वेगळा दिसतो. हां, हां. बरोबर. मग अ, अ, त्यावेळेस असे काही कॉम्प्लिमेंट्स आलेत का? की तुमचं तुम्ही जी स्टाईल बदलली, तुम्ही वेगळे दिसतायेत. तर तो काही अनुभव होता का?
हां, हां. हो हो. मग, अ, तर अ, विचारतं ना, "अरे अ, आज छान दिसतोयस." एरवी कोणी न बोलणारे म मंडळी पण येऊन, "अरे, छान बरं का! छान वाटतंय, छान दिसतंय." अ, जी जवळची मित्र असतात, "अरे हे कुठनं घेतलं?" किंवा "कुठनं मागवलंय? ऑर्डर केलंय का? की कुठल्या स्टोअरमधनं घेतलंय का?" असं विचारणा झालीय मला. मग ते मला फार आनंद होता. अरे, वाह! आपण करेक्ट स्टाईलवर आहोत. <chuckles> अशी आपली आयडिया छान आहे म्हटलं स्टाईलची. असं वाटतं कधी-कधी. आणि अं, उत्तम वाटतं मग, भारी वाटतं मग ते.
हां, हां. हां, हां. हां. हं, हं. <chuckles> हां, बरोबर. हं, हं. अ हं. अ, हो. तर मग अ, अ, तुमची ही जी स्टाईल आहे जी तुम्हाला अ, म्हणजे अशी आयडिया देते किंवा हे, मग तुम्ही हे अ, रोजच्या आयुष्यात सहज वापरू शकतात का? किंवा वापरता यावं म्हणून तुम्ही काही असे उपाय केलेत का त्याच्यावर?
हं, हं.

अ, म्हणजे मी जे वापरतो त्याच्यामध्ये म्हणजे इत इतरांना काही त्रास होण्यासारखं नसतं. हां. मी जर अ, ते मी त्या अ, त्या फाटलेल्या जीन्स वगैरे असतात ना, त्या घालत नाही. <chuckles> त्याच्यामुळे अ, किंवा हां. टी-शर्ट्स अ, किंवा अ, स्लीव्हलेस टी-शर्ट्स घालून मुलं फिरतात आजकालची अ, किंवा काहीतरी अ, त्यावरती चित्रविचित्र लिहिलेलं असतं नाही का काही पण. अ, अपशब्द लिहिलेले असतात किंवा मग ते क्रॉस करून काहीतरी लिहिलेले असतात. तर तसं अ, समाजामध्ये त्यामध्ये थोडीशी अ, हानी होऊ शकते. अ, पण अ, मला नाही वाटत की मी असं कॅरी करतो. आणि त्याच्याने कोणाला त्रास होतो. हां. काही-काही मंदिरांमध्ये असतं की ते जीन्स वगैरे घालून किंवा फक्त सोहळ्यामध्ये प्रवेश असतो, वगैरे काही-काही मंदिरांमध्ये. तर मग तिकडचं मी ते राखतो ती गोष्ट आणि मग सोवळंच घालून मग आतमध्ये प्रवेश करतो. असं मग जीन्स पॅन्ट किंवा नॉर्मल पॅन्ट पण आपण घालून जाऊ शकत नाही तिथे. तर तिथे सोहळं आहे, तर मग सोहळ्यातच जाणार. असं करतो मग.
हां, हां. हां, हां. अच्छा, अच्छा. हां, हां. हं, हं. हो. हो, हो. हं, हं. हो, हो. हं, हं. हो ना. हं, हं. हां. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अ, स्टाईल जरी असली तरी अ, आपण ती सांस्कृतिक किंवा सामाजिक जे आपली जबाबदारी ती नक्कीच पाळावी. म्हणजे अ, सगळीकडेच नाही दाखवावी ते आपल्या स्टाईलचं हे. नक्कीच.
हां. हां, हां. नक्की, नक्की. येस. करेक्ट, करेक्ट. हे आपलं आद्य कर्तव्य आहे. अ, सामाजिक भान राखणं. तर ते मी आधी करतो. आणि मग इतर ठिकाणी आहेच आपले स्टाईल.
हां, हां. हो. हो, हो. मग अ, अ, म्हणजे तुम्ही हे जेव्हा आता जी स्टाईल तुम्ही वापरतात म्हणजे दोन्ही जी हे आहेत, तर असं काही तुम्ही बघतात का की अ, लूक कसा ॲडजस्ट करायचा? म्हणजे जसं तुम्ही शूजचं सांगितलं, मग असं ना की हेअर स्टाईल असते किंवा अजून हे असतं. एक बॉडी टाइप पण असतं बघा की त्याला जसं तुम्ही म्हटलात, ते शोभलं पण पाहिजे. कधी-कधी असं होतं की आपण कुठे चाललोय म्हणजे गरमीचं आहे का थंडीचं आहे किंवा असं, तर अशा काही गोष्टी तुम्ही सगळ्या ॲडजस्ट करतात का फक्त नाही करायची आहे स्टाईल म्हणून मग अ, तुम्हाला जसं हे होईल तसं करतात?
ते हां. हं, हं. हं. हां, हां, हां, हां. हां. बरोबर, बरोबर. हां. करेक्ट, करेक्ट. हं. हां, हां, हां. हं. हं.